आणि तिथे त्यांना संपूर्ण जो जमा-खर्च आहे, तो त्यांना मेन्शन करावा लागतो, त्यांच्या वी त्यांच्या गुरूंना त्यांच्या अ, त्यांना प्राध्यापक, प्राध्यापक म्हणते, प्रिन्सिपल्स आहेत त्यांना. म्हणजे हे सगळं करताना, तुम्ही शेती करायला शिकला आहेत, तुम्ही मार्केटिंग करत आहेत. तुमचं स्वतःचं तुम्ही प्रॉडक्ट विकत आहे मार्केटमध्ये आणि मग नंतर तुम्ही प्रेझेंटेशन देत आहे, की आम्ही किती नफा कमवला.
हं. बरं. बरं. हं, हं. बरोबर. हो, हो. वाह, वाह्! म्हणजे हे सगळं कॉलेजपर्यंत करतो. म्हणजे हे इतक्या लहान वयातच ह्या गोष्टी करतो. म्हणजे खरं खूप चांगली गोष्ट आहे ही.
एम-बी-एची गरज आहे का त्यांना मग पुढे जाऊन? <laughs> एक्झॅक्टली. जर हे प्रॅक्टिकल आहे, विथ प्रॅक्टिकल.
नाही, नाही. कारण का आत्ताच करतायत ना, ते सगळं म्हणजे आणि मी तर म्हणेन, लाईव्ह एक्झाम्पल आहेत. लाईव्ह एक्झाम्पल त्यांना मिळतं. हे तर एम-बी-ए ला पण नाही मिळत हो ना, आपण शिकतो आधी आणि मग इंटर्नशिपला जातो. मला तर वाटतं पहिली इंटर्नशिप दिली पाहिजे आणि मग शिकलं पाहिजे. मग कळाले, की काय इम्पोर्टंट आहे. नक्कीच, नक्कीच खरंच खूप महत्वाचं आहे.
विथ प्रॅक्टिकल मिळतं. राइट. येस. बरोबर. अगदी बरोबर माझ्या मनातलं बोललात तुम्ही. की ह्या, ह्या ज्या संकल्पना आहेत ना, त्या लवकरात लवकर सरकारने राबवाव्यात, जेणेकरून आमची आत्ताची पिढी जी शाळेत आहे, तिचं तर काही आम्ही करू शकत नाही आहोत. पण त्यांच्यानंतरच्या येणाऱ्या ज्या पिढ्या आहेत, त्या किमान स्वावलंबी असतील आणि आजचं जे ए आयचं जग आहे, ज्याची भीती सगळ्यांनाच आली आहे, की बाबा हे येऊन आमचे सगळे जॉब खाणार. त्यावेळेत आमची मुलं मात्र स्वयंसिद्ध असतील आणि कुठेही अडकणार नाहीत. याकरता खूप अ, देवाला सुद्धा आम्ही असं वाटतं आहे, की प्रार्थना करावीशी. की "देवा हे असं काहीतरी घडव, की जेणेकरून सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांना त्यांच्यातल्या कलाकौशल्यांना आधार देणारी शिक्षण पद्धती यावी." आणि ह्याच्याने शिक्षकांनाही खूप फरक पडेल. कारण जो शिक्षक 1000-1000 पेपर फक्त एका सब्जेक्टचे 10 क़्वश्चनचा एक पेपर आहे तरी पण तो हजार पेपर चेक करतो आहे. 10,000 उत्तरं चेक करतो आहे.
हं. हं. बरोबर. हं. नक्कीच. हो. बरोबर, बरोबर. हं, हं. नक्कीच. हो. मूल्यमाप. हो. नक्की.

बरोबर. मग ह्या अशा अवस्थेमध्ये काय व्हायला पाहिजे? जर त्याचा गणित हा जर विषय चांगला आहे, तर भाषेच्या अभ विषयाची त्याला एक्झाम देण्यासाठी सक्ती नसावी. मी असं म्हणत नाही की त्याने भाषा शिकू नये. त्याने नक्की शिकावी. कारण त्याच्या पुढच्या पिढीला त्याला भाषा शिकवता आली पाहिजे. पण तिथे मूल्यमापन नको ना. त्याला ज्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे त्याच्यात मूल्यमापन करू द्या. त्याला त्या ती दालनं उघडी करून द्या की ज्याच्यामध्ये तो पुढे जाऊन त्याचं भविष्य घडवू शकतो.
बरोबर. हं. हं. नक्कीच. हं. बरोबर. नक्कीच. बरोबर. बरोबर. पण मग तुम्हाला असं वाटतं का, की हे पालक, शिक्षक म्हणजे तुम्ही आता एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यात. मग पालक, शिक्षक आणि प्रशासक यांची भूमिका जी आहे आत्ताची, मग ती कशाप्रकारे बदलावी लागेल किंवा प्रत्यक्षात जे शाळा आहेत मग जिल्हा किंवा राज्य पातळीवर काय-काय अडथळे येऊ शकतात? त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? ह्या सगळे चेंजेस करतांना.
खरं तर पहिला म्हणजे पालकांचे मी जसं मगाशी म्हणाले, की ज्या तुमच्या मुलांकडनं अपेक्षा आहेत. अहो तुम्हाला 50% ही नाही मिळाले हो 10वीला आणि त्याच्याकडून मात्र तुम्हाला 90% हवेत.
<chuckles> बरोबर. हो ना.
हे चुकीच आहे. तर इथे तुम्हाला स्वतःला कळायला पाहिजे. जर आडातच नाही आहे तर पोहऱ्यात येणार कुठून आहे हो.
पोहऱ्यात कुठून, बरोबर. हो नक्की.
मग त्यापेक्षा त्याला जर एखादा टेक्निकल विषय आहे किंवा त्याला एखाद्या कलेची हौस आहे तर ते त्या कलेचं शिक्षण त्याला बाजूने द्या की. भलेही ते शाळेत नसेल उपलब्ध होत. मग ती वादनकला असू शकते, गायनकला असू शकते, नृत्यकला असू शकते. भरपूर, भरपूर कला आहेत. आता सांगू तुम्हाला, की आम्ही काही दिवसांपूर्वी अ, जसं अ, दिवाळीच्या ह्याच्यामध्ये एका ठिकाणी आम्ही असा फेरफटका मारायला गेलो होतो. तिथे खूप सुंदर असं पार्क ते सजवलं वगैरे होतं म्हणून. तिकडे बाहेर कॉलेजच्या 3 मुली होत्या. अगदीच 11वीच्या वगैरे असतील आणि त्या बिझनेस करत होत्या. कसला बिझनेस करत होता? क्रोशेच्या वस्तू विकत होत्या. त्यांचं क्रोशेचं हँडल आहे एक अ, Instaवर आणि ते, ते सांगत होत्या आणि वस्तू सुद्धा विकत होत्या. म्हणजे 11 वीत असताना 3 मैत्रिणी मिळून काढलेला हा बिझनेस. आज त्यांचा एवढा म्हणजे त्यांनी ते Instaवर स्टोरीज देतात त्यांच्या. त्याच्यामध्ये 1000 ऑर्डर त्यांच्या पूर्ण झालेल्या आहेत.
हो ना. कितीतरी कला आहेत, कितीतरी कला आहेत. हं. बरं. बरं. हं. बरं. वॉव! बरं. बरं. बिझनेस. वॉव! हं, हं. वाह, वाह! खरंच छान.
आणि मग हे किती छान आहे, की हौस आहे क्रोशेची आणि त्या तिघी मिळून करत आहेत आणि त्याच्यातून अर्थाजन होतं आहे. कदाचित उद्या
बरोबर. बरोबर. नक्की. नाही म्हणजे खूप चांगलं आहे. म्हणजे लोकांना बिझनेस वगैरे शिकवलं पाहिजे जर त्यांना बिझनेस मध्ये इंटरेस्ट असेल तर. म्हणजे नक्कीच हं.
राइट. बरोबर. कलाकौशल्य आणि जे काही गरजेचं आहे शिकणं, की उद्याच्या जगात जाऊन माझं मूल सर्वाईव्ह व्हायला पाहिजे, हे जर वाटत असेल तर पहिला हे शिकवा. आज कितीतरी अशा अ, जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. त्यांच्याकडे बघून असं वाटतं, की सोडावं हे शहर वगैरे आणि आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी तिकडे जाऊन राहावं आणि त्यांना तिकडे भरती करावं.
हं, हं. हं. हो. आणि तिकडेचं. हं.